कसं असतं जेव्हा तुम्ही अ, एका वयात अ, असता म्हणजे फ्रॉम चाइल्ड टू अ, ॲडल्ट त्या अ, वेळेला ह्या गोष्टी खूप पटकन अशा अ, व्यक्त व्हायला लागतात आणि अ, अ, मला आठवतंय मला एकदा अ, स्टेजवर बोलावलं होतं शाळेमध्ये आणि अ, अ, ऐनवेळेला असं बोलायला सांगितलं. तर हां. तर मला अजिबात तेव्हा ते इतकसं अ, जमलं नाही पण त्याच्यानंतर मग मी खूप तयारी केली आणि अ, 2 महिन्यानंतर एका स्पर्धेत भाग घेतला. मग खूप अ, छान तिथं बोललो. मग एका अ, निबंध स्पर्धेमध्ये अ, खूप मोठा निबंध लिहिला होता मी.
हं. हो ना. हो. बरं. हो का. हो. हं. हो का.
तर अ, त्याला बक्षीस वगैरे मिळालं. तोपर्यंत मला वाटतच नाही की अ, आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि ते आपण व्यक्त करावं. मला अजूनही माझ्या त्या शाळेतल्या अ, शिक्षिका होत्या. त्यांचे खरं आभार मानतात. त्यांनी मला माझ्या नकळत त्यांनी ओळखलं, की माझ्यामध्ये ही एबिलिटी आहे. आणि त्यांनी इंटरस्कूल स्पर्धेमध्ये माझ्या निबंधासाठी नाव पाठवून दिलं आणि मला बक्षीसही मिळालं. तर अ, आपल्यालाच माहीत नसतं की आपल्याकडे काय आहे?
हां. हो, हो, हो. हं. हां. अच्छा, हं. अगदी बरोबर, ओळखायला पण थोडा वेळ लागतो. हो. हो.
तर तर त्याच्यासाठी हां. तर काही कला किंवा काही मेथड्स आहेत की ज्याच्यातनं ते तुम्हाला डिस्कव्हर होतं. हां, हां, हां, हां. तर एक मा हां, एक गोष्ट त्याच्यासाठी आहे की अ, प्रत्येकाने काही गोष्टी करून बघाव्यात उदाहरणार्थ चित्रकला, उदाहरणार्थ अ
हं. बाहेर येतात. खूपचं छान! वॉव! खूप छान! आणि हां, हां. सांगा ना? हं. अरे वाह!
ज्याच्यामध्ये अ, 3 डायमेन्शनल विचार आपण करतो तशा प्रकारच्या स्पेटल अ, याच्या अ, अ
हो का? हो, हो. हं.
म्हणजे अ, त्याच्यातला विचार जो आर्किटेक्चर वगैरेसाठी जे लागतं ना की अ, जागांचा कसा विनियोग करता येईल तिथे, कसं वेगळं डिझाइन करता येईल? हा एक वेगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स असतो. आणि तो हां, डे टु डेमध्ये आपल्याला तो लागत नाही. मी एक उदाहरण देतो, की आपल्याला समजा घर आवरायचं आहे. तर बऱ्याच स्त्रियांना ते खूप छान जमतं किंवा प्रवासाला जायचं तर बॅग पॅक करणं.
बरोबर. बरोबर. हां. हां. खूपच छान. हं. बरं. हां, हां. हां, अगदी एक एकदम बरोबर आणि कोणाकोणाला नाही ब जमत पटकन ते. मग ह्यात बघा ना मला तुम्हाला विचारायच आहे, की बघा म्हणजे जेव्हा ना आपण अ, स्वतःच्या भावना जेव्हा आपण ओळखायला सुरू करतो, तेव्हा शारीरिक अ, अलामती म्हणजे त्याच्यात हृदयाची धड-धड, कधी-कधी घाम सुटणं, पोटात गुंता येणं. तर त्यावेळेस ना तुम्हाला काय वाटतं तशा वेळेस म्हणजे काय सांगत काय सांगावसं वाटेल तुम्हाला असे काही संकेत पासून तुम्ही कसं वाचता?
ते खूप चांगलं जमत. हं. नाही पण जमत. हं.

मी सांगतो एक, एक. अ, आता ध्यान, मेडिटेशन ने काय होतं, तर आपण शांतपणे आपल्या भावनांकडे बघू शकतो. खूप उपयोगी. पण ते सतत केलं पाहिजे. अ, म्हणजे मग खूप भावनेच्या भरात माणूस वाहावत जात नाही. मग अ, डायरी लिहिणं, व्यक्त करणं ह्याच्यातनं आपले विचार आपल्याला कळायला लागतात. मग ते आपल्याला मांडता येतात. त्या आणि कम्युनिकेट करता येणं, फार महत्वाचं आहे. नाहीतर मग साचून राहणं चांगलं नाही. तिस तिसरी गोष्ट अशी, की सगळ्यात महत्वाचा भाग असा, की आपलं जे काम आहे ना मेन प्रोफेशन, ते आपल्या आवडीचं जर असेल आणि आपली अ, लाईफ पार्टनर म्हणजे बायको किंवा नवरा हे आपल्याला मॅच होणारं जर का असेल, तर आयुष्यातल्या बऱ्याचशा भावनांची काळजी घेतली जाते. तर करियरसाठी काय करावं? तर अ, अ, अ, ज्ञानप्रबोधिनी किंवा अशा काही संस्था आहेत ज्यांच्या सायकोलॉजी विभागामध्ये हल्ली खूप सुंदर अशा टेस्ट आहेत. त्या टेस्ट दिल्यानं ज्याच्यात उत्तर बरोबर किंवा चूक नसतं. ते जे उत्तर असतं त्या उत्तरातनं तुम्ही स्वतःला ओळखू शकता. तुमची बुद्धी कशा प्रकारची आहे, तुमच्या आवडी कशा प्रकारच्या आहेत? तुमचं स्किल काय आहे? तर ते करावं आणि त्याप्रमाणे व्यवसाय निवडावा. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा, की अ, कांदे पोह्याचा कार्यक्रम करून 15 मिनिटात नुसतं बघून अ, लग्न शक्यतो ठरवू नये. <chuckles> भेटावं, बोलावं हां, म्हणजे आधी पोहे खायला हरकत नाही. पण नंतर गप्पा माराव्यात ओळखून घ्यावं. ओपनली विचारावं, नाहीतर नंतर कळतं, की तो म न नवरा असतो, त्याला क्रिकेट टीम हवी असते, म्हणजे 12 मुलं आणि बायको असते, ती म्हणत असते, "नाही मला ते मुलच नको." तर आता हेच आधी नाही बोललं तर नंतर काय उपयोग, भांडणच हां.
अ, हो. हं. बरोबर. हो. अच्छा. हो. हं. हो ना. हं. बरोबर. हं. हो. हं. बरोबर. हं. <laughs> हां, अगदी बरोबर. हं. अगदी बरोबर. हो, हो. हां. हो ना. हो ना. अगदी, हे किती म्हणजे महत्वाच्या गोष्टी असतात तुम्ही ह्या सांगितल्या, की फक्त कांदे पोहे चला कांदे पोहे खाल्ले, पण त्याच्यानंतर भेटणं पण खूप गरजेचं आहे. एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांच्या भावना आणि स्वतःच्या पण भावना ओळखण्यासाठी. स्वतःला पहिले तुम्ही ओळखून घ्या. खूपच छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीबद्दल सांगितलं, की आपण आपल्या आतल्या भावनांना, आपण ओळखायला तुम्ही काय-काय करता? मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि माझी अशी अपेक्षा आहे आणि आशा आहे, की आपण परत नक्कीच बोलूया, नक्कीच भेटूया. तुम्हाला खूप खूप धन्यवाद ह्यासाठी.
हां. हं. हो. ओळखा. हं. हं, हं.